अगदी बरोबर. हे बघा ना, आजकाल सगळेच त्रासलेले आहेत हो. सगळ्यांना आय आय आयुष्यात आराम करायला, वर्क लाईफ बॅलन्स सगळ्यांनाच हवंय. ते कसं आणावं काही लोकांच्या आयुष्यात म्हणजे असतंच, काहींच्यात नसतं. खूप छान बोलतात हो तुम्ही या विषयावर अन् कसं म्हणजे आजकाल समाजाच्या अपेक्षा सुद्धा बदलल्यात. खूप छान उदाहरणं तुमच्या आयुष्यातली दिली. ह्याच्यासाठी तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
हो. तुम्ही सुद्धा अ, सगळं काही ऐकून घेतलं आणि आपला संवाद हा खूप छान केलात. त्यासाठी खरंच खूप धन्यवाद.
धन्यवाद.